हो ना, तर म्हणून मग मी माझ्या मुलीच्याच अ, काय-काय गप्प्याच्या तंद्रीत होते आणि तिला मी चॉकलेट चिप्स दिले आणि कधी मी तो कॉफीचा डब्बा उघडून एक मोठा स्कूप घेऊन कॉफी पावडर त्यात टाकलं मला अजिबात लक्षात नाही आलं. आणि मग मी मस्त ते मिक्स करून तो चॉकलेट केक बेक केला. आणि माझी मुलगी इथे सुगंध घेऊन म्हणजे अशी मजेत नाचत फिरतये ना मला काहीच समजेना असं झालं.
अरे देवा! हां. वाह, वाह! क्या बात है!
म्हणून. मग नंतर मग ना, ते रेडी झालं केक, तर मी तो काढला बाहेर आणि मग ताई तोवर आली घरी तर ताईला पण मस्त असा सुगंध आला ती म्हटली, "वाह काय मस्त तू चॉकलेट केक बनवलं माझ्यासाठी" म्हटलं, "हो ना," तुला आलं ना, मस्त सुगंध म्हटली "हो अख्खं घर भरलंय असं वाटतं की" "बेकरी आहे."
हं. वाह, वाह! हो. बहीण अगदी हरखून गेली असेल की वाह! ते सुंदर केक, त्याचा वास आणि त्या चॉकलेटचा छान असा ब्राउन रंग मलाच असं वाटतंय की तुम्ही बनवा आणि मी खाते.
हो ना, म्हणजे तीच आहे ते.
हां.

अरे वाह! काय मस्त.
मला असं वाटतं, की ती जी चूक झाली ना, ती खूप चांगली झाली.
हं.
आणि त्यामुळे माझी ताई पण खूप अशी खुश झाली ते खाऊन.
पण मग अरे वा! पण असं म्हणजे म्हणायला हरकत नाही, की जी तुमची जुनी पारंपरिक रेसिपी होती, ती कदाचित तुम्ही चूक म्हणताय पण आपण असं म्हणू शकतो की तुम्ही थोडंस मॉडिफाय केलं त्याला आणि त्याच्यामध्ये 1 स्कूप कोको पावडरच्या ऐवजी तुम्ही कॉफी टाकलीत आणि त्या केकला नवीनच लज्जत आणलीत बघा.
हो ना. म्हणजे माहिती आहे का मी कोको पावडरच टाकलं होतं, पण ते मला आठवण नाही राहिलं, की मी किती काय टाकलंय आणि मी माझ्या मुलीच्या अ, गप्पांमध्ये समोरचा कोणता डब्बा उचलतेय तेच मला भान नाही राहिलं आणि मी कॉफीचा डब्बा घेऊन 1 स्कूप कॉफी टाकलं. तर ते चॉकलेट आणि कॉफीचं मिक्स कॉम्बिनेशन झालं.
पण हां, हां हं.